अगदी बरोबर. पण मला असं वाटतं, की ही जेव्हा आपण अ, जे काही साउथला जातो, तर अ, त्या तिकडे ती म्हणजे अ, दक्षिण भागात जेव्हा आपण जातो, आपल्या भारताच्या दक्षिणेला, तर तिकडे हा प्रॉब्लेम वाटतो मला. पण अ, उत्तर भागात जो आहे, उत्तरेला जर गेलो महाराष्ट्रापासून उत्तरेच्या दिशेने, तिकडे पूर्ण हिंदी, अगदी कश्मीरपर्यंत हिंदी बोलली जाते. पण थोडंसं आपण
चांगली आहे. हां. यू-पी, एम-पी या भागामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. पण अ, शक्यतो दक्षिणेत गेलं, तर शंभर टक्के तो प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला.
दक्षिणेमध्ये गेलो, की तिकडे थोडंसं प्रॉब्लेम होतो. हां, दक्षिणेला तो प्रॉ प्रॉब्लेम येतो. हां, तर मग अ, आता हे तर पण मला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय वाटतंय, माहिती आहे का, की भाषा ही आपण आपण जे आहोत, मराठी ही प्रत्येक भाषेला सामावून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. बाकीच्या भाषा ज्या आहेत, त्या संकुचित आहेत. त्यामुळेच कदाचित आपल्याला अभिजात अ, भाषेचा दर्जा मिळाला असावा आणि त्यांना नाही. कारण अ, खूप सारे मला असं वाटतं, की शब्द हे आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत, नाही का? हां.
अगदी बरोबर. मराठी बघा ना, मराठीमध्ये असं आहे, की हिंदी, मराठी तुम्हाला समतोल साधता येतो. संस्कृत, मराठी, हे परत बरेच शब्द ते मराठीमध्ये येतात. आणि यामुळं काय होतात ना, की कुठं ना कुठं जे आहेत, की आपलं व्यवस्थितपणे जे आपले शब्द आहे ना, की चांगल्या प्रकारे आप आणि आपल्या शब्दांमध्ये पण भावना आहे, की आपल्याला समोरच्याला जरी ती शब्द नाही कळले ना, त्याला ते भावनेतून कळून जातं त्याला, की बाबा नेमकं याला काय म्हणायचं आहे, काय म्हणतोय म्हणून.
हं, हं. काय म्हणायचं, बरोबर, बरोबर. हां. ती थोडीशी आपली भाषा अशी अ, राकट जरी वाटत असली, तरी ती तेवढीच मायाळू भाषा आहे, असं माझं मत आहे त्याच्याबद्दलचं.
तर हे एक चांगलं झालं. अग नाही, अगदीच, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. आणि काय या भाषेचा काय आपल्याला अभिमान आहे काय आहेच. कारण की आपल्या जे आहे ना, पिढीनपिढी संस्कृती, परंपरा आणि बराच काही इतिहास घडलेला आहे, जो आपल्यालाही या भाषेचा काय आहे ना, आपल्याला आपला अभिमान आयुष्यभर राहणारच आहे. असे कुठेतरी बऱ्याच वेळा मला असं वाटतं, ही भाषा काय आहे ना, ती रक्तात आहे.
हं.

अगदी बरोबर. फर्स्ट लँग्वेज हां, फर्स्ट लँग्वेज किंवा फर्स्ट मला तर असं वाटतं ना, की तुम्ही फर्स्ट लँग्वेज नाही देऊ शकत हे. सेकंड लँग्वेज मराठी तुम्ही कंपल्सरी ठेवा ना सगळ्या शाळांमध्ये.
जसं इंग्रजी सक्तीचच आहे, एक प्रकारे बघितलं तर. कंपल्सरी ठेवायला पाहिजे, हं. नाही का. म्हणजे अ, जसं इंग्रजी, हिंदी शिकवलं जातं, तसं हं, शिकवतात आणि तसं मला म्हणजे अक्षरांमध्ये, अल्फाबेटमध्येही काही फरक नाही होत त्याच्यामध्ये खूप जास्त. देवनागरी ते दोन्हीकडे देवनागरीच वापरली जाते. तर मला असं वाटतं की हरकत नसावी. तुम्हाला काय वाटतं?
की जेणेकरून काय आहे की ही भाषा ही तुम्हाला चांगली ये येईल. हां ना हिंदी इथे शिकवतेच ना. पण मग एक भाषा वाढल्याने काय फरक पडणार आहे. अगदी बरोबर. हो, हिंदी आणि मराठी. मा माझा तर तेच वाटतं की करायलाच पाहिजे म्हणून. सरकारने याच्यावर निर्णय घ्यायलाच पाहिजे. आणि मराठी भाषा शाळेमध्ये करायलाच पाहिजे कंपल्सरी. की नाही तुम्हाला शाळेमध्ये मराठी भाषा कंपल्सरी शिकवावी लागेल, ती पण अगदी जेव्हा तो मुलाच्या शाळेची सुरुवात होती. जेव्हा त्याला भाषा तुम्ही शिकवता. जसं आता तुम्ही नर्सरी, प्ले ग्रुपला टाकतात तिथे ए, बी, सी, डी, ए फॉर अ‍ॅपल तुम्ही शिकू शकतात, तर मग तिथं अ, आ, इ, ई का नाही शिकू शकत तुम्ही?
हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर अ
हे पण ते शिकवलं जातं ना, तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये. जसं तुम्ही तिथं नर्सरी राइम्स घेतात किंवा जॉनी, जॉनी येस पापा! मग तिथं घ्या ना आमचं भोलानाथ, भोलानाथ सांग पाऊस पडेल का? काही हरकत नाही याला.
हो. पाऊस पडत होता. ये रे ये रे पावसा. नाही का, सोपे-सोपे. अगदी बरोबर. बरोबर, बरोबर.
हो. आवडीने शिकतील ना मुलं, तेव्हापासूनच त्यांना त्या भाषेची ओढ लागेल त्याच वेळेस आणि तुम्ही 5वी, 6वी ला त्यांना ती भाषा द्याल तर तेव्हा त्यांना थोडी ओढ लागणार आहे.